पहिलीच म्हणजे एकच बेसिकच गोष्ट आहे. "सौ बातों की एक बात" म्हणतात ना तसं, की तुम्ही दीर्घ काळासाठी एखादं ध्येय ठरवा. तुम्ही जर असं ठरवलं की मला 3 च महिने करायचे आणि 3 महिन्यात माझ्याकडे 30,000 किंवा 3,00,000 यायला पाहिजेत. कारण एखाद्या मोठ्या क्रिएटरकडे येतायत, तर तसं नाही होणार. म्हणजे तो मोठा क्रिएटर पण मेहनत करूनच अ, मोठा झालाय. असं नाही, की त्याला फुकटात अ, उगीचच दिलंय; कारण तो उंच आहे किंवा दिसायला चांगला आहे. त्यांनी पण कष्ट केलेले असतात. आणि अ, अत्यंत, खूप जास्त त्याच्यात अ, मेहनत करून खूप काही क्रिएट केलेलं असतं काँटेंट ते आपण त्यांचं जुनं काँटेंट बघत नाही. आपण फक्त थोडक्यात अ, पटकन काहीतरी मिळेल ह्याची आशा करतो. तर एक तर तुमचं ध्येय दीर्घकाळ असायला पाहिजे, की मला पुढची 10 वर्षांसाठी ही गोष्ट करायची आहे. तर ती कोणती गोष्ट आहे? ती शोधणं महत्त्वाची आहे. म्हणजे आता अं, छोटंसं मी माझं उदाहरण देईन. मी आता अं, आता 44 होईन लवकरच. तर मी डान्स करायचा जो सुरु केला TikTokमुळे 36 वर्षी. तर मी मी अ, म्हणजे पुन्हा पुनर्जन्म झाला आता, डान्सचा.
हां. हं. <breath> <chuckles> हां, हां. नाही, बरोबर आहे, की. नक्कीच. हं. बरोबर आहे. हां. हं. हां, द्या ना. नक्की द्या. हां. हां. अरे बापरे! म्हणजे तुमच्यासाठी तर तसं हां. तुमच्यासाठी म्हणलं तर ती गोष्ट फारच अवघड आहे म्हणता येईल.
अवघड आणि उशिरा ना? म्हणजे, तसं तर मी 3 वर्षाचा होतो तेव्हापासून डान्स करतोय. पण ती एक पुनरावृत्ती जी म्हणतो ना, ती झाली डान्सची आयुष्यात माझ्या. अ, 36 वर्षी. पण मी ते माझं आयुष्याचं गोल नाही ठरवलं, की मी आयुष्यभर आता डान्सर बनणार आहे. कारण, आपलं जसं वय वाढतं तसं क्षमता कमी होती आपल्या शरीराची डान्स करण्याची, नाही का? म्हणून मी काय ध्येय ठरवलं, की मला YouTube वर किंवा Instagram वर पुढच्या 10-15-20 वर्षांसाठी बोलायचे व्हिडिओज बनवायचेत. तर, बोलायचे व्हिडिओज तर मी कायम बनवू शकेन शेवटपर्यंत, नाही का?
हां. हां. हां. नाही. खरं आहे ते पण आहे. नक्कीच, नक्कीच. खरंय. हां. ओ होय. हां. काहीच अडचण नाही.
म्हणजे असं ध्येय अ, शेवटपर्यंत मी म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत काय करू शकीन, असं ध्येय असायला पाहिजे. आणि मग ते साधं असलं, तरी ते आपलं हिट होऊ शक
<chuckles> नाही, नाही. खरं आहे.

अगदी बरोबर आहे, ते 'भीक नको कुत्रा आवर' असं झालेलं असतं, की मला <chuckles> काहीच नाही मिळालं तरी चालेल, पण त्रास नकोय. पण जर नवीन क्रिएटर असेल ना, तर हे थोडं सोसावंच लागेल. आणि एकतर, नवीन क्रिएटरला जर तुम्हाला लाईक्स मिळत आहेत आणि कॉमेंट्स मिळत आहेत आणि वाईट कॉमेंट्स येत आहेत, म्हणजे तुमची रीच वाढत आहे. हे त्याचं चिन्ह आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते अल्गोरिदम प्रयत्न करतोय, तुमचा व्हिडिओ पोहोचवण्याचा. तर उलट, वाईट कॉमेंट्स येत आहेत, हे चांगली गोष्ट आहे. याचा अर्थच हा आहे, की तुमच्या छोट्याश्या ऑडियन्सच्या बाहेरही अ, वेगळ्या ऑडियन्सकडे तो व्हिडिओ चालला आहे, ज्यांना तो कळत नाही आहे. पण 1 कॉमेंट, म्हणजे 1 पॉइंट ना, तर तो तुमचा पॉइंट वाढतोय. जरी तो नकारात्मक असला तर. तर याहून मोठं मोटिव्हेशन काय पाहिजे तुम्हाला? <chuckles>
<chuckles> हां. उम्म, बरोबर आहे की. हं. हं. बरोबर आहे. हां. <chuckles> बरोबर आहे. खरं आहे. हं. नाही, नाही. ते तर आहेच. आणि कसं आहे, की नवीन क्रिएटर, ज्यावेळेस एखादी गोष्ट चालू करतो, त्यावेळेस लगेच त्याला, म्हणजे आर्थिक दृष्ट्या तो प्रबळसुद्धा होत नाही, की लगेच फार पैसा मिळत चालला आहे. मग त्यानं ह्या फील्डमध्ये येण्यापूर्वी, म्हणजे कोणत्या गोष्टींची काळजी ठेवावी, की बाबा आपण जवळपास 1-2 वर्षाची तयारी ठेवावी, की "2 वर्ष जरी मला इकडून काही झालं नाही, तरी बाबा मी आर्थिकदृष्ट्या एवढा सक्षम आहे, की मला बाबा 2 वर्षभरात म्हणजे 2 वर्ष तर काही अडचण येणार नाही." मग अशा काही गोष्टी अजून आहेत का, की ज्या आपण इकडं सुरुवात करण्यापूर्वी मागे बॅकअपला ठेवाव्यात?
हो. बरोबर. हो, हो, नक्कीच, म्हणजे एकतर साइड जॉब काहीतरी करतच राहावं आणि सोशल मीडियावरती पूर्णपणे निर्भर नाही राहावं. आणि त्याचबरोबर, अं, सोशल मीडियावर ग्रो व्हायला तुम्हाला टॅलेंट जास्त कामी येईल, पैशापेक्षा. त्यामुळे जरी पैसा नसेल तुमच्याकडे, पण साइड जॉब असेल, एक साइड हसल म्हणतात ना आजकाल किंवा एक पार्ट टाईम जॉब जर तुम्ही केलात ना, तरी तुम्ही पैसे कमवत-कमवत हे ट्राय करू शकता. म्हणजे सोशल मीडियाला प्लॅन-बी ठेवा. की प्लॅन-बी म्हणजे तुमचा जॉब नाही. प्लॅन-बी म्हणजे सोशल मीडिया खरं म्हणजे.
हां. बरोबर आहे. हम्म. हां. नाही, बरोबर आहे. हां. अ, हां. म्हणजे प्लॅन <chuckles> नाही, नाही, खरं आहे, म्हणजे हां, म्हणजे लगेच तुम्ही सुरुवात करताय, त्यावेळेसच त्याला प्लॅन-एमध्ये ठेवू नका, सुरुवात करताना प्लॅन-बीमध्ये ठेवा आणि नंतर प्लॅनमध्ये आणला तरी चालेल, एवर. मग आता कसं आहे की एक 2-3 जर का गोष्टी सांगायच्या झाल्या, की त्या सुरुवात करताना फार गरजेच्या आहेत, तर त्या कोणत्या सांगू शकता तुम्ही?
आणि मग तो प्लॅन-ए होऊ शकतो. कोण स्तो कोणाला माहित, कोणास ठाऊक? हो. हो. नक्कीच. अ, स्वतःला ओळखा. स्वतःबद्दल स्पष्ट राहा. आणि मी म्हणालो तसं, की अ, "20 वर्षांपर्यंत मी काय करू शकीन?", हे स्वतःला विचारा. आणि मग हळूहळू सुरुवात करा आणि वेळ द्या. वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, कुठल्याही गोष्टीला.
हां. हं. हां. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे. किती छान. नाही, खरंच आहे, म्हणजे तुमच्या बरोबर बोलून, म्हणजे इतकी माहिती मिळाली मला, की म्हणजे नव्या क्रिएटरने सुरुवात केल्यानंतर कशा पद्धतीनं आपण मानसिक तणाव सहन करू शकतो. काही आर्थिक गोष्टी असतील, त्यांचा सुद्धा विचार करून पुढं कशा पद्धतीनं आपण वाटचाल ठेवू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने लक्षात आल्या मला. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद. मलाही छान वाटलं, तुमच्याबरोबर हा सोशल मीडियाबद्दलचा आणि क्रिएटरबद्दलचा संवाद साधून.

हं, खूपच छान! म्हणजे आजचं आजचं युगच बघा ना, सोशल मीडियाचंच युग आहे आणि डिजिटल सक्षम झालो आहोत आपण, आणि अ, अ, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की कोणीही क्रिएटर बनू शकतं आजकाल; म्हणजे मला काही फार मास्टर्सची किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची गरज नाहीये हे सगळं शिकण्यासाठी किंवा समजण्यासाठी. अगदी सामान्य न शिकलेला मुलगाही छान प्रकारे क्रिएटर बनवू शकतो. त्यामुळे खूप अवघड नाहीये पण; अवघड हाच पार्ट आहे की, मला नेमकं काय करायचंय हे ओळखणं. म्हणजे मला जर हो 10 गोष्टी येत असतील म्हणजे मला नाचता पण येत असेल, मला अ, फिटनेस पण येत असेल, मला फॅशन पण माहिती असेल. तर मी जर सगळं करायला गेलो ना तर, "एक ना धड भाराभर चिंध्या" असं होणार. मग त्याऐवजी, ते सर्वात अवघड तुम्ही म्हणालात ना, की कशी सुरुवात करायची, तर अवघड हेच आहे, की ओळखणं, की मला नेमकं काय करायचं आहे.
हो. नक्कीच. हां. बरोबर आहे की. नक्की, ते बनू शकतो. करायचे काय? हम्म. बरोबर आहे की, हां. खरं आहे. नक्कीच. हम्म. बरोबर आहे. की मग आता हे ठरवायचं कसं पण नक्की की आता मला नक्की काय करायचंय, हे मी ठरवणार कसे? की कोणत्या गोष्टींचा मी आधार घेऊ शकतो की, "बाबा हां, ही गोष्ट आहे माझ्यात, ही गोष्ट आहे माझ्यात. मग मी ही गोष्ट करावी." असे काही अ, आहेत का, की लिस्ट असेल किंवा निकष आपण वापरतो ते?
हो, बघा ना दोन गोष्टी असतात. एकतर अ, आप अ, आपली जी काही कौशल्य आहेत ना, त्यांचं एक प्राधान्यक्रम असतं, की सर्वात मला जरी 10 गोष्टी येत असतील, तर सर्वात छान काय येतं मला, त्यातल्या त्यात? हे ओळखणं, हे आधी करावं. आणि दुसरं म्हणजे, मार्केटमध्ये काय चालू आहे सध्या? हॉट काय आहे? म्हणजे जगात काय पसंत करतायेत लोकं? हा थोडा रिसर्च करावा असं मला वाटतं. आणि अ, म्हणजे मीही स्वतःच ते केलं. जरी मला डान्स आवडत असेल, तरी असं जरुरी नाही ना, की तुम्हाला म्हणजे ऑडियन्स म्हणून माझा डान्स आवडेल, बघायला. म्हणजे माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे; किंवा मला असं "दिल के सबसे करीब" माझ्यासाठी डान्स आहे. पण अ, जगाला कदाचित माझी स्टाईल जुनी वाटेल, नाही आवडणार. मग त्या ऐवजी मी दुसरं काहीतरी मेन माझं अ, निश करू शकतो का? की त्या ऐवजी मी बोलायचे व्हिडिओज़् बनवू शकतो का? किंवा त्या ऐवजी मी कॉमेडी काहीतरी करू शकतो का? हे बघावं. आणि त्याप्रमाणे मग वाटचाल अ, करावी.
हां. हां, बरोबर, आहे. हां. बरोबर आहे की. हम्म. <laughs> हां. नाही, बरोबर आहे की. हां. हम्म. हां. हां, हां, हां, हां.